बरोबर.
तर मग अशी काहीतरी गोष्ट असेल ना, जी माझ्या कॉलेजच्या रिलेटेड आहे, वर्क रिलेटेड आहे आणि त्यांचे आता टेक्नॉलॉजी खूप पुढे चालली आहे. सगळ्यांना त्यांचा डिजिटल प्रेझेन्स खूप मॅटर करतो. तर डिजिटल काहीतरी असेल त्यांचं, जे इम्पोर्टंट आहे, तर त्याचे माझे नोटिफिकेशन ऑन असतात किंवा Linkedin झालं, जो आपण वर्कसाठी खूप जास्त मोठ्या प्रमाणात यूज करतोय. त्याचं नोटिफिकेशन ऑन आहे बिकॉज मला माहिती आहे ती गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे माझ्यासाठी, अ‍ॅज कंपेअर टु सोशल मीडिया किंवा YouTube.
बरोबर. हं. बरं. हं. हां. पण, बघा WhatsAppचा तुम्ही कामा रिमीले रिलेटेड तुम्ही त्याला ऑन ठेवता नोटिफिकेशन, पण मग WhatsAppमध्येच तुमचे कुटुंबाचा ग्रुप आणि मित्रमंडळाचा ग्रुप, तो पण आहे का आणि मग त्यांचे नोटिफिकेशन तुम्ही कसं हँडल करता?
हां, अ, कुटुंबाचा पण ग्रुप आहे आणि बाकीचे पण फ्रेंड्सचे, कम्युनिटीचे पण ग्रुप जास्त आहेत.
हां. मग त्याच्यामुळे अडथळा होतो का कामाच्या वेळेस, त्यांचे नोटिफिकेशन सारखे-सारखे आल्यामुळे?
अ, कधी-कधी होतो, पण जे मला वाटतं की ठीक आहे, याच्यामध्ये मी खूप आधी अ‍ॅक्टिव्ह होते, आता नाहीये. तर मी अ, WhatsAppमध्ये पण आपल्याला नोटिफिकेशन ऑफचा ऑप्शन असतो बरोबर की नाही, तर मी तो इनेबल
अच्छा, म्हणजे तुम्ही अ, पूर्ण WhatsAppला तुम्ही ऑफ करता नोटिफिकेशन का कसं?
नाही, नाही, नाही. पूर्ण WhatsAppला नाही, स्पेसिफिक ग्रुप्सला पण आपण अ, नोटिफिकेशन ऑफ करू शकतो. फॉर अ ट्वेंटी फोर हॉर्स, हां, फॉर अ 8 वीक्स किंवा फॉर अ होल मंथ असा ऑप्शन असतो. तर मी तो करून ठेवलाय. आणि असं पण आहे अं, जर का तुम्ही थोडं कस्टमाइज केला ना WhatsApp, तर तुम्ही कमर्शियल म्हणजे अ‍ॅडव्हर्टाइजमेंटचे जे मेसेज येतात, ते ऑटो डिलिट करून ठेवायचे. म्हणजे जास्त कटकट नाही होणार त्याची.
अच्छा, असं करू शकतो का? हां. हं. अच्छा. हं. अरे वा! मग ह्यात बघा, आता म्हणजे हे तर तुम्ही कामाच्या वेळेस, तुम्ही शाळेत असता, कॉलेजमध्ये असता, पण जेव्हा तुम्ही आता घरी असता किंवा आता तुमचा जसं म्हटलं ना की आता तुमचा माझा तुमचा मी टाईम चालू आहे किंवा तुम्ही म्हणजे संपली, सकाळची जबाबदारी संपली. तुमचं काम संपलं, कॉलेज संपलं, तर तुम्ही घरी आले. मग घरी आल्यानंतर तुमचे जर का बॉसकडून नोटिफिकेशन, इंटरप्शन्स येत आहेत, कलीग्सकडून येत आहेत. तर त्याला कशा पद्धतीने तुम्ही बाउंडरी सेट करता?
हं.